हो, अ, अ, तुम्ही बोललात ते पण अ, अगदी बरोबर आहे, की द म्हणजे किती वेळा असं होतं, की आपला एक ज्युनियर आहे आणि तो वयाने सीनियर आहे म्हणजे सीनियर सिटीझन असू शकतो. म्हणजे वयाने मोठे आहेत. एक ज्ञानाने मोठा असतो, एक वयाने मोठा असतो. पण तरी पण दोन्हींचा आदर झाला पाहिजे. म्हणजे कुठल्याही भावनेने वरिष्ठ-कनिष्ठ जरी असला, तर काम जो करतोय त्याला अ, प्रत्येकाला एकमेकांचा आदर असला पाहिजे. तर तो विश्वास टिकून राहतो म्हणजे काहीही गोष्टी असेल, छोट्या-मोठ्या असेल असं नाहीये, की नुसतं वरिष्ठ आहे तर कनिष्ठ लोकं पण किती वेळा न आता आजकालची जी जनरेशन आहे. एवढं टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे हात त्यांचा फटाककना बसतो. त्यांच्याकडे पण वेगवेगळा दृष्टिकोन असतो. मग सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपल्याला आपल्या टीममधून जर बेस्ट काढायचं असेल, तर अ, नक्कीच त्यान प्रत्येकाचा अ, कॉन्ट्रिब्युशन महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा आदर एकमेकांना असला पाहिजे. त्यामध्ये वयाने
बरोबर. हं. बरोबर. असं म्हटलं जातं ना, की टीम जो चालवणारा जो लीडर असतो ना, तो बसून राहणारा, पाठीमागे बसून जो बसतो फक्त. बसून बघतो फक्त, पाठीमागे बसून बघतो. त्या तो टी तो लीडर नव्हे, लीडर तो असतो तो बॉस. लीडर तो असतो जो तुमच्या टीममध्ये येऊन त्याचे स्लीव्स फोल्ड करून जो कामात तुमची मदत करतो आणि तुम्हाला कामात भाग घेतो
हां. हो, हो. हां, हां. हो, तो बॉस झाला जो समोर अ हां. मार्गदर्शन करतो. पुढे घेऊन अ, जायला अ, मदत करतो. हं.
आणि तुमच्या कामामध्ये तेवढंच काम करतो जेवढं म्हणजे तुम्हाला जेवढ्या कामाची अपेक्षा अपेक्षा केली जाते तेवढ्यामध्ये तो पण तेवढाच अ, सहभाग देतो. मग अशामध्ये बघा आजकाल ना रिमोट जॉब्स किती आले आहेत, तर रिमोट टीम्स किंवा असे असतात की कमी वेळ असते कधी-कधी एखादा टार्गेट सेट करण्यासाठी. तर अशामध्ये ना टीमसाठी विश्वास टिकवण्यासाठी असे काही वेगळे म्हणजे 10 मिनिटाचे चेक इन किंवा असे काही 10 मिनिटाचे मीटिंग्ज तुम्हाला वाटते का काही ते उपयोगी पडतात?
हो.